जसा-जसा क्रांतीचा प्रवास सुरू झाला, पहिल्यांदा हरित क्रांती, नंतर बघा दुग्ध क्रांती झाली, त्यामागून म्हणजे खूप सारे उठाव झाले. आपल्या भारतात पण आपण खूप सारं बघतो आणि आता म्हणजे आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे, युद्ध वगैरे संपलेत आणि एक म्हणजे म्हणतात ना, लोकशाहीचं सरकार अस्तित्वात आलं आहे, म्हणजे आपले बघा सुरुवात झाली ती क्रांतीपासून आणि ती पण आत्ता सध्या पण क्रांती चालू आहे. तर ती आहे डिजिटल क्रांती आणि ह्या डिजिटल क्रांतीचा वेग इतका झपाट्याने वाढला आहे की यामध्ये बघा, जे आपले रोखीने व्यवहार व्हायचे, खरेदी वगैरे व्हायची, तर ती पण आता डिजिटल स्वरूपात झालीत, म्हणजे आजकाल माहिती आहे का? सोनं पण आपण पहिलं जे सोनं होतं, आभूषणे जे अंगावर घालायचो, तर ते एक अ, काय म्हणतात ना, एक अ, व्हर्चुअली नव्हतं, तर आता गोल्डसुद्धा डिजिटल झाल आहे. तर जसं आपण पाहतो डिजिटल चलन व्यवहारात आलं आहे, तर यामुळे रोजची खरेदी जे आपण करतो, तर ती कितपत बदलते आणि कशी बदलते, याबद्दल काय मत आहे आपलं, काय वगैरे?
हो, हो. अगदी, बरोबर. हे बघा जसं तुम्ही सांगितलत, की अ, डिजिटल क्रांतीचं युग सध्या सुरू झालं आहे, नाही का? आणि त्यामध्येही खूपच गरजेचं होतं की अ, काहीतरी म्हणजे फायनान्शियली जे आपले ट्रान्झॅक्शन होत आहेत. ते पारदर्शी करण्याची एक खूप मोठी गरज होती. जसं तुम्ही ऐकलं असेल, की काळा पैसा वगैरे खूप वाढत होता, नाही का? अ, आधीच्या काळामध्ये. तर म्हणूनच तर नोटबंदी वगैरे आणि UPI चं जे हे झालंय ना, इनोवेशन म्हणेल मी अ, आपल्या अ, IITची जी टीम आहे त्यांनी इनोव्हेट केलं, तर त्यांनी मस्त एक टेक्नॉलॉजी बनवली UPIची अ, युनिफाईड पेमेंट इंटरफेस अ, असं ज्याला आपण म्हणतो. तर यामध्ये काय होतं माहिती आहे का? जेव्हा कोणतेही डिजिटली व्यवहार होतात ना, ते एक पारदर्शी अ, पणे होतात. बरोबर? तर कोट कोणता पैसा कुठून, कोणाच्या अकाउंटमध्ये कुठे जातोय? तर हे आपल्याला एक लक्षात येतं ना. आधी कसं व्हायचं रोखठोक अ, जे हे असायचं अ, व्यवहार व्हायचे, <smacks lips> तर त्यामध्ये खूप सारे असं काळधन वगैरे यावर आळा घालण्यासाठीच मी म्हणेल, की हे खूप मोठं पाऊल एक सरकारचं होतं. हे हा एक पैलू झाला आणि दुसरा पैलू म्हणजे अ, जे कन्व्हिनियन्स आपण म्हणतो ना, पट-पट अ, हे करायचं म्हणजे आपल्या हातामध्ये फोन जो आहे एकदम तो पॉवरफुल झालाय. जो प अ, ज्या दिवशीपासून UPI वगैरे चलनात आलेत, नाही का? आणि खूपच अ, अ, ॲडव्हान्स ही टेक्नॉलॉजी आहे आपली अ, युनिफाईड पेमेंट इं इंटरफेसची आणि दुसऱ्या देशांतही ॲडॅप्ट केली जाते आहे सध्या, म्हणजे फ्रान्स झालं आणि खूप साऱ्या अशा कंट्रीज आहेत दुबई वगैरे.
हो. हां, हां. बरोबर. हो, हो, हो. हो, हो. अगदी बरोबर. हो, हो. हं, हं. बरोबर. कुठे जातोय? हं, हं, हं. बरोबर. हो, हो. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. नक्कीच, नक्कीच, जसे-जसे मी जसा मुद्दा मांडला, की डिजिटल क्रांतीचा जसा उदय झालाय, तर तेव्हापासून जे रोखीने व्यवहार व्हायचे ते एक डिजिटल स्वरूपात म्हणजे देवाण-घेवाण होऊ लागली. बट अ, आपण पाहतो की म्हणजे नाही का आपल्याला ₹2ची माचिस जरी घ्यायची असली, तर आपण एवढं सुलभ आणि एकदम जलद झाले म्हणजे पहिलं कसं आपल्याकडे 10ची नोट असली आणि आपण दुकानदाराला जर मागितली 2ची काडेपेटी, तर तो म्हणायचा अजून ₹3याच काहीतरी घे मग 5 देतो किंवा ₹10 पूर्ण कर. बट आता तसं राहिलं नाही, तर यावेळेस म्हणजे जी म्हणजे नाही का आपली यू-पी-आयची अ, जी पद्धत आली आणि त्यामध्ये, जर म्हणजे परिवर्तन झालंय तर त्याला आपण कसं बघता? आणि हे जे म्हणजे डिजिटल व्यवहार झालेत, तर हे दुकानदारासाठी किती फायदेशीर आहे? आणि आपण ग्राहक म्हणून आपल्यासाठी किती फायदेशीर आहे?
होतायेत. हं, हं. अगदी बरोबर. अ, नक्कीच हे बघा दुकानदाराचा जसा उल्लेख केला जे छोटे-छोटे रिटेल सेलर्स ज्याला अ, आपण म्हणतो. त्यांचा यामुळे नक्कीच फायदा झाला. कारण की आधी कसं 100ची नोट कोणी दिलं आणि सामानचं एवढं ₹10-20 घेतलं, तर सुट्टे पैसे त्याला द्यावे लागायचे. बरोबर? तर यू-पी-आयमध्ये तसं नाही. एक्झॅक्ट अमाऊंट आपल्या टाकला टाकता येतं ₹22, ₹25 जे काही ऑड अमाउंट असलं तरी, हा एक मी फायदा म्हणेल आणि दुसरा फायदा म्हणजे अ, पैसे असे म्हणजे जपून ठेवण्याची गरज नाही. आधी कसं खिशामध्ये पैसे वगैरे जास्त असले, तर आपल्याला वाटायचं कोणी चोरून हां कोणी चोरून घेऊन जाऊ नये म्हणजे हां लुटू नये. नाही का? मग आजकाल कसं फोनमध्ये सगळं सेफ आहे. तर ही याची एक बाजू झाली आणि दुकानदारांचं खूप असं म्हणणं आहे जोपर जोपासून यू-पी-आय वगैरे आलंय. अ, तर तो त्या दिवशीपासून म्हणजे त्यांचा धंदा वगैरे खूप वाढला. नाही का? दुकानदार तर जाऊच द्या आजकाल छोट्या-छोट्या खेड्यापाड्यातलं भाजीपाला विकणारे पण तुम्ही बघितलं असेल की यू-पी-आयचं क्यूआर
हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो. लपवून ठेवायला लागायचे. <chuckles> अर्थ नाही ना. हां, हां. हो, हो. हो, हो, हो. बरोबर. यू-पी-आय ठेवतात. <chuckles>
हां, लावून, हे करतात म्हणजे बसतात. तर अ, अशा प्रकारे मी म्हणेल की दैनंदिन अ, जीवनामध्ये व्यवहारामध्ये अ, खरेदी ऑलरेडी बदललेलीच आहे म्हणेन मी आजकाल कोणी कॅश ठेवतच नाही. आणि जो कॅश ठेवतो तो त्याच्याकडे आजकाल असं म्हणजे, वेगळ्याच नजरेनं भारतामध्ये बघतात, असं मला वाटतं. <chuckles> म्हणजे हा कोणत्या जमानात जगतोय नाही का सगळं आजकाल यू-पी-आयवर आलंय. तर नक्कीच मी म्हणेल की रोजची खरेदी जी आहे. तर, त्यामध्ये नक्कीच अ, फरक पडला आहे यू-पी-आयमुळे.
हं, हं, हं. बरोबर, बरोबर. <laughs> बरोबर, बरोबर. हो, हो. अगदी बरोबर. जसं आपण पाहतो बघा पर्सनलायझेशन किंवा आपण एखादा सबस्क्रिप्शन वगैरे घेतो आणि ज्या डायनॅमिक अ, प्राइजिंग आहेत. त्यामुळे ग्राहकांना फायदा होतो का ओ, की त्यांची जोखीम वाढते? कारण यामध्ये बघा काय येतं गोपनीयता एक अ, अ, कुठेतरी कॉम्प्रोमाईज होते किंवा फसवणुकीचे पण प्रकार वाढतात. आणि खूपदा असं होतं, की आपण ते क्यू-आर म्हणजे नाही का काय म्हणतात? क्यू-आरने पेमेंट केलं. तर, आपल्याला थोडा डिस्काउंट भेटतो आणि त्यामुळे पैशाची पण कुठेतरी बचत होते. तर या सर्वांबद्दल तुमचा काय अनुभव आहे एकत्रितपणे?
हं. बरोबर. हं, हं. हां. हे बघा, व ख खूपच सोप्या व ह्याच्यामध्ये सांगेल मी काही जसं तुम्ही म्हणालात, पैशाची बचत होते आणि क्यू-आर वगैरे स्कॅन केल्यानंतर आपल्याला कसं कॅशबॅक वगैरे भेटतं नाही का? म्हणजे समजा, ₹100 केले का ₹2-3 किंवा ₹10 असे अ, रँडमली कॅशबॅक भेटतात. पण हे तुम्ही लक्षात घ्या हे कॅशबॅक वगैरे ही सिस्टीम जी चालू केलीय ना, ह्याचा मूळ उद्देश हा आहे, की यू-पी-आयचा जास्तीत-जास्त लोकांनी वापर करायला हवा. हा कॅश हां, तर हा कॅशबॅक वगैरे कोण देते? जो यू-पी-आयचा जे आपल्या गव्हर्नमेंटचं जे हे आहे म्हणजे पूर्ण इंटरफेस बनवलाय, ते प्रमोट करण्यासाठीच ते हे कॅशबॅक वगैरे आपल्याला म्हणजे प्रोमोशनच समजा. एखादी अ, वस्तूची अ‍ॅडव्हरटाइजमेंट करण्यापेक्षा लोकांनाच डायरेक्ट त्यांचा मोबदला मो कारण की अ‍ॅडव्हरटाइजमेंट करणा करायलाही पैसे लागतात बरोबर? तर ते काय करतात डायरेक्टली कॅशबॅक ₹2-3 देऊन अ, म्हणजे युजर वापरणाराही खुश आणि हे आपण खुश होतो. आणि दुसरा मुद्दा जो सांगायचा झाला जसं तुम्ही मांडलात, की गोपनीयता, नाही का, म्हणजे आपली प्रायव्हसी जी म्हणतो आपण तर, नक्कीच अ, त्यावरही थोडं अ, म्हणजे हे होतं ना प्रश्न, क्वेशन मार्क अ, निर्माण होतो, की हं, हं, तर अ, गोपनीयतेमध्ये मी सांगेल, की जर आपल्याला ए एकदम आपली गोपनीयता ठेवायची असेल तर अ, अ, आधारचा मास्क आधार वगैरे असतं. तर ते असले अ, आधार आपण वापरायचे. मास्क आधार म्हणजे आपली अ, जी अ, ओरिजिनल आयडी आहे ती त्या पुढच्याला दिसणार नाही. कोणती आर्थिक व्यवहार वगैरे करताना. हां, तर ते मास्क खोलतात ना, असं मी म्हणेल. आणि फसवणुकीच्या अ, नक्कीच घटना वाढतात अशामुळे. आणि यामध्ये आणखीन सांगायचं झालं दुसरं तर अ, एक उदाहरण म्हणून सांगेल मी फसवणूक कशी होती यू-पी-आयवर वगैरे. तर तर स्कॅमर वगैरे ज्यांना हे करायचंय म्हणजे फसवणूक करायची आहे, ते मुद्दामून अ, जे वयस्कर वगैरे खेड्या-पाड्यातले असतात त्यांना टार्गेट करतात, नाही का? म्हणजे टेक्नॉलॉजिकली जे एडव्हान्स नसतात, ज्यांना माहीत नसते यू-पी-आयबद्दल, ते मुद्दामून सांगतात तुमची लाख रुपयाची लॉटरी लागलीये, मग अ, तुम्हाला अ, मग ते पाठवतात 1,00,000 रुपयाची रिक्वेस्ट यू-पी-आयवर. मग त्यांना वाटतं फक्त तुम्ही हे टाका तुमचा यू-पी-आय पिन तुम्हाला येऊन जाईल. हां, मग हां मग ते टाकतात, तर मग काय अकाउंटमध्ये जर पैशे असले तर डिडक्ट होऊन जातात नाही का? मग अ, याच्यासाठीच, जागरूकतेसाठी सरकार पण खूप अ, वेगवेगळे अभियान अ, राबवतं, अ, फसवणुका वगैरे होऊ नये. आणि ह्याचा उद्देश हाच आहे की अ, सांगायचंय त्यांना की यू-पी-आयवर जर तुम्हाला पेमेंट अ, हे करायचं असेल, म्हणजे मिळवायचं असेल दुसऱ्याकडून, तर त्याला पिन वगैरे टाकायची गरज नाही, फक्त आपला क्यू-आर हं, हं, फक्त आपला क्यू-आर दिला तरच हे होतं. हां आणि हे झालं आपण म्हणजे काय म्हणतो यू-पी-आयच्याबद्दल नाही का? डिजिटल चलन म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो आजकाल तर खूप सारे वेगवेगळे आहेत ई-रुपी म्हणून आर-बी-आयने एक लॉन्च केलं होतं, म्हणजे आता पण आहे. डिजिटल ई-रुपी तर त्यामध्ये काय असतं, आपला रुपया जो आहे जे आपण इंडियन रुपीज म्हणतो तर डिजिटली पण अवेलेबल असतं आणि वेगवेगळ्या बँकेचे एप्स वगैरे आहेत एस-बी-आय झालं, आय-सी-आय-सी-आय झालं, ॲक्सिस बँक झालं आणि एच-डी-एफ-सी म्हणजे प्रत्येक बँकचे त्यांचे-त्यांचे इ अ, डिजिटल ई-रुपीचे चे हे आहेत, म्हणजे काय म्हणतात ॲप्स आहेत. तर तर त्यामध्ये पण आपण डायरेक्टली अ, फंड्स असे सेंड करू शकतो इकडून-तिकडे. यू-पी-आय सारखंच आहे ते, फक्त डिजिटली आपल्याला कसं 500 ची नोट दिसते, 1,000 ची नोट, ₹10, ₹20, अगदी त्यामध्ये 50 पैसे 1 पैसा असं पण त्यामध्ये आहे फीचर ना. तर हं, हं.
हं, हं. बरोबर. हो. हं, हं. वापर करावा. हां, हां. अच्छा. बरोबर, बरोबर. बरोबर. हां, हां, हां. बरोबर. आहेच. हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हां. हां, हां. अच्छा, अच्छा. हो, हो, हो, बरोबर. पैशे येऊन जातील. <laughs> बरोबर. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हं, हं. गरज नसते. बरोबर. हं, हं, हं. काय? अच्छा. अच्छा, अच्छा. हां. हं, हं. अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. अच्छा, काय बोलता? म्हणजे त्यांनी ती पद्धत अशी केली, जसं की आपण यू-पी-आयमध्ये पाठवतो, तो आपल्या अकाउंटचं बॅलन्स वगैरे तो रिफ्लेक्ट करतो. बट अ, तुम्ही असं म्हणताय, की डिजिटल चलन म्हणजे तिथं डिजिटली नोटा दिसतात.
हां. नोटा दिसतात 500ची दिसते, 100ची, 50ची, 10-20 असे म्हणजे आ म्हणजे आपलं हे आ लोकांना वाटायचं नाही यू-पी-आयमध्ये फिलिंग येत नाही, म्हणजे खर्च केलं की जास्त होतो, असं म्हणायचे बघा काही जण. म्हणजे अ, मग ते जेव्हा 500ची नोट आपण वर्ड स्वाईप करतो ना, आपल्यावला वाटते ₹500 चालले आपले, नाही का, मग ते पण एक <chuckles> डिजिटल रुपीचा, म्हणजे एक फायदा आहे आणि ॲक्चुअली काय आहे डिजिटल इजी ई ई-रुपी जे म्हटलं आहे मी, त्याचा कन्सेप्ट असा आहे ना, ते ब्लॉकचेन एक टेक्नॉलॉजी आहे, तर त्यावरती डिपेंड असतं आणि ती एकदम सिक्युअर आहे नही का? म्हणजे क्रिप्टोकरन्सी वगैरे अ, तुम्ही ऐकलं असेल. तर अ, अ, जे, म्हणजे कल जो आहे, यूथ जे म्हणतो आपण, त्यांचा क्रिप्टोकरन्सी होता. तर आर-बी-आयने ही गोष्ट लक्षात घेतली आणि स्वतःचीच आपली एक म्हणजे ती क्रिप्टोकरन्सी नाही आहे ती, ऑफिशियल आपली ही एक डिजिटल करन्सी आहे. पण ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहे, म्हणजे अ, पण त्यामध्ये प हे कसं आहे माहिती आहे का? जो यूजर आहे, तो ब्लॅक मनी इकडून तिकडे ट्रान्सफर करू शकत नाही आणि आर-बी-आय ने ते लॉन्च ह्याच्यासाठी केलं आहे की स्कॅम वगैरे जसं आपलं म्हणालात आणि गोपनीयता जे म्हणालात, ते त्यामध्ये एकदम सिक्योर आहे नाही का डिजिटल ई-रुपीमध्ये.
अच्छा. हो, हो, हो, हो. हं, हं. हो. <chuckles> हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं. हं, हं. चलन आहे. हां, हां. अच्छा. हो, हो, हो. अच्छा, त्यामुळे म्हणजे ते डिजिटल चॅनेल न हे भारत सरकारने अंमलात आणलंय?
हं. हां, गोपनीयताचा जसं तुम्ही प्रश्न विचारला ना, की यू-पी-आयमध्ये गोपनीयताचे खूप हे करतात. त्यासाठीच हे सॉल्व्ह करण्यासाठीच त्यांनी डिजिटल ई-रुपी म्हणून अ, हे केलं. आणि हे जास्त पॉप्युलर पण नाहीये. आणि लोकांना माहीत पण नाही. पण अ, ज्यांना अ, माहिती आहे ना, ते म्हणजे अ, काय म्हणू शकतो आपण, कॉन्शियस आहेत, त्यांच्या प्रायव्हसीबद्दल असं मी म्हणेल. आणि मी पण हे ओ ॲप खूप दिवसापासून वापरतोय. खूप वर्षे झाली आय-सी-आय-सीचं व मी वापरतो.
हो, हो, हो. हो, हो, हो. मला पण आत्ताच हं, हं, हं. अच्छा. नक्कीच, नक्कीच. खूपच छान आहे. ॲक्च्युअली मला पण याबद्दल काही कल्पना नव्हती. आणि तुम्ही जे एकदम म्हणजे नाही का काय म्हणतात त्या कम व्यावहारिक अ, रूपाने याचं नवीनच दर्शन मला घडवलं. आणि नक्कीच या डिजिटल करन्सीचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे असंही म्हणजे एक अ, सर्व वाटू शकतं. म्हणजे खूप छान प्रकारे, म्हणजे डिजिटल चलन काय असतं, याची म्हणजे तुम्ही कारणी मीमांसा सांगितली. बट अ, डिजिटल चलन आणि व्यवहारांनी बघा रोजची खरेदी कशी बदलेल? जसं तुम्ही बोललात की 500ची नोट तिथे दिसती आहे आणि समजा पहिलं कसं व्हायचं आपण खिशातून नोट काढायचो, तर आपल्याला वाटायचं की नोट चालली. तर डिजिटलचं तुम्ही बोललात की तिथे नोटा दिसतात, हे ना डिजिटली? अन् ती जर काढली आणि ती जर चालली. बट अ, जसं यू-पी-आय कसं एकदम म्हणजे नाही का? आपण अ, क्षणार्धात ते करतो एक आपला कोड टाकला की त्याबद्दल म्हणजे डिजिटल करन्सीचं तसंच आहे का?
हां, हां. हं, हं. हो. हां. बरोबर, हो. हां, हां. एकदम सेम आहे. त्याच्यामध्ये वॉलेट असतं, तर आपल्या बँकला ते लिंक करावं लागतं, मग नाही का आणि जेव्हा समजा ₹500, ₹1,000 त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर केले, तर इन्स्टंटली आणि अ, त्याचं एक अ, चांगलं उदाहरण म्हणजे आपण यू-पी-आयचे क्यूआर वगैरे जे आहेत ना, ते पण आपण डिजिटलला ई-रुपीने पे करू शकतो. कळलं का?
हं, हं, अच्छा. हां. हां, हां. अरे वाह! खूप छान, खूप छान.
हां, म्हणजे ते इंटिग्रेटेड आहे, असं नाही की फक्त डिजिटल ई-रुपी पासूनच वॉलेट टू वॉलेटच जाईल. ते अ, ह्यामध्ये पण जातं, म्हणजे तुम्ही अ, ह्याला पण पाठवू शकता ना, यू-पी-आय पण स्कॅन करू शकता, म्हणजे 2 इन 1 आहे ते. मी एडवान्स व्हर्जन आहे यू-पी-आयचं असं म्हणेल.
हं, हं, हं. अच्छा, अच्छा, खूप छान. खूप छान, म्हणजे एक अ, जिथं गोपनीयतेचा भाग येतो, तर तिथं नक्कीच हे डिजिटल चलन खूप म्हणजे उपयोगी होणार आहे. आणि यामुळे होईल काय, हे डिजिटल चलनांमुळे व्यवहारांची रोजची खरेदी आहे, ती पण नक्कीच बदलेल. आणि जिथं फसवणूक होती, जसं तुम्ही बोललात की लोकांना म्हणजे खेड्यांना कळत नाही, खेड्यातल्या लोकांना, आणि त्यांना एक रिक्वेस्ट पाठवतात ₹1,00,000ची आणि म्हणतात की तुम्ही कोड टाका आणि तुमच्याकडे ₹1,00,000 येतात, बट होतं त्याच्या विपरीत, ते पैसे ते वळवून घेतात स्वतःच्या खात्यात आणि यामध्ये फसतो माणूस. तर नक्कीच डिजिटल करन्सी जर अंमलात आणली, तर तिचा खूप अ, म्हणजे असा मस्त फायदा होणार आहे.
हो, नक्कीच. हो. हो, हो, नक्कीच. हां. बरोबर, अगदी बरोबर. हं. फायदा तर होणारच आणि ते भरपूर जणांना झालेला आहे. मला वाटतं ऐंशी ते नव्वद टक्के ऑलरेडी वापरत आहेत भारतामध्ये, नाही का? आणि जे 10-20% वरचे राहिलेत, तर ते जे आहे त्यांच्याकडे, फोन वगैरे तेच नाही आहे. म्हणजे अ, दारिद्र्यरेषेखाली जे आपण म्हणतो, त्या टाईपचे ते लोक आहेत. तर यामध्ये आणखीन अ, दैनंदिन व्यवहारामध्ये बाय नाऊ पे लेटरचं एक आपण ऐकलं असेल, तर त्यामध्ये काय होतं? <sniffs> अ, म्हणजे आज हे करा, वापरा अन उद्या आम्हाला पेमेंट पैसे द्या. हे एक टाईपचं लोन आहे, तर अशा लोन्स वगैरे अ, थोडं अवॉइड करायचं. भारतामध्ये खूपच हे चालतंय आणि युथ ह्या मागे म्हणजे, कसं हातामध्ये पैसा आला, की बावळा होतो म्हणतात. पण ते आपल्याला <chuckles> पैसे अ, पुन्हा द्यावे लागतात, नाही का? बाय नाऊ पे लेटर म्हणजे ते एक प्रकारची उधारी असते. तर ह्या
अच्छा. अरे वाह! अच्छा, अच्छा. ओके. हां, हां, हां. हो, हो, हो, हो. अच्छा, अच्छा. बरोबर. <chuckles> हो, हो, हो. म्हणजे क्रेडिट कार्डचे, सिस्टम टाइप?
हां, हां, क्रेडिट कार्डतर थोडं वेगळं झालं. क्रेडिट कार्डवर कसं ऑफर्स वगैरे भेटतात ना बँकेच्या, पण बाय नाऊ पे लेटर तसं नसतं. आता घ्या नंतर पे करा. अ, पण इंटरेस्ट खूप लावतात ते, जर तुम्ही अ, मिस केली त्यांची पेमेंट्स वगैरे. तरी अ, अशा विविध प्रकारच्या ज्या करन्सी आहेत. जसं यू-पी-आय झालं आणि डिजिटल करन्सीचं उदाहरण दिलं मी अ, ई-रुपी झाले, अ, ई-रुपी आणि क्रिप्टोकरन्सी आहेत. खूप साऱ्या, बाय नाऊ पे लेटर, तर यामुळे नक्कीच आपण मी म्हणेल, की दैनंदिन व्यवहारामध्ये जी आहे खरेदी विक्री करण्याची आपली ही पद्धत जी होती, ती बदलली आहे, नक्कीच.
अच्छा, अच्छा, अच्छा. ओके. हां, हां. अच्छा, समजलं. हं, हं, हो, हो. बरोबर. नक्कीच बदलली. कुठेतरी याचा खूप म्हणजे खोलवर परिणाम झालाय आणि त्या
आणि शेवटचं थोडं सांगेल मी, असं नाही आहे की कुठेही जाताना फक्त यू-पी-आयच घेऊन द्या. कधी-कधी नेटवर्क पण धोका देऊ शकत, नाही का. तर कॅशपण सोबत ठेवा थोडाफार.
हं, हं. बरोबर. <laughs> अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान प्रकारे तुम्ही डिजिटल चलन आणि व्यवहारांची खरेदी याबद्दल जी तफावत आहे ती चपखलपणे वर्णन केलीत. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद तुमच्या वेळेसाठी. पुन्हा भेटूयात आपण.
धन्यवाद.